आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये आमची मनस्थिती नेहमी बदलणारी अशी असते. कधी चांगली, कधी कशी, तर कधी कशी असते. तर आम्ही ही मनस्थिती टिकवण्यासाठी तुम्ही काय करता बरं? तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे मनस्थिती बिघडते आणि ती टिकवण्यासाठी तुम्ही काय करता? काही सांगू शकता?
नक्कीच, नक्कीच बघा. आपण प्रवास करतो, प्रवासामध्ये असेल आपल्याला दैनंदिन घरामध्ये जरी सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला असंख्य माणसं, असंख्य प्रवास, असंख्य अ, शब्द आपल्याकडनं बोलल्या जातात. आणि त्यामुळं काय होतं की न वाद होतात, विवाद होतात अ, कधी आपल्याला पाहिजे आहेत असं वाटतं, कधी नको असलेले पण शब्द आपल्याला ऐकायला भेटतात. अ, तेव्हा मनःस्थिती गडबडते हे नक्कीच आहेत. अ, तेव्हा जर असं शांत राहायचं ठरलं तर अ, मी पहिलं असं असते, की माझी मला जी काही माहिती मिळाली आहे किंवा मला खूप काही नॉलेज आहेत ह्या गोष्टीचा आविर्भाव ठेवून, ती नक्की का घडलं? किंवा माझी काही चूक आहेत म्हणून केलं? की समोरच्याची चूक आहे तर म्हणून त्याच्याकडनं असं झालं. तर हे आधी समजून घ्यायला पाहिजे आहेत. आणि हे समजलं तर मी शांत राहू शकते, अदरवाईज मी त्याला लगेच रिएक्ट करणार.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी. बरोबर.
तर अ, ते रिएक्ट करण्याच्या आधी मला माझीकडे असलेली माहिती, म्हणजे माझ्याकडे असलेलं त्यांनी जे काही कोणी बोललेत ते का बोललं, त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर मला स्वतःला आधी विचारावं लागतं किंवा मी विचारते. आणि विचारल्यानंतर जे काही मला समजेल, अ उदाहरणार्थ बघा, मला माझे हसबंड बोललेत की तू लवकर उठली नाहीत जेणेकरून माझा टिफिन कम्प्लीट झाला नाहीत आणि मग त्यांनी ओरडलं मला की ऑफिसला जायला वेळ झाला. मग मला सांगा, अशा वेळी ते ओरडल्यानंतर मी त्यांना रिएक्ट करणं किती योग्य असेल बरं?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं.
मग ती चूक माझी आहेत, तर मी मोठ्या मनाने स्वीकार करायला हवी. जर मी ती स्वीकार केली, तर मला त्रास नाही आणि माझ्या हसबंडला देखील त्रास नाही. पण त्यांनी एक शब्द बोललात, मी दोन शब्द बोललेत, घरामध्ये वातावरण तंग केलं. याने दोघांचीही मनस्थिती बिघडली, सोबत मुलांची पण परिस्थिती बिघडली आणि एकूणच पूर्ण दिवस खराब गेला. मला सांगा, आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा असंच आहे, मग आपण दिवस वाया घालवतोय, म्हणजे बघा किती क्षण वाया घालवतोय. त्यामुळे मी स्वतःमध्ये तरी असा बदल केलाय, की कोणत्याही गोष्टीची क्रियेला प्रतिक्रिया लगेच द्यायची नाही, जरा वेळ घेऊन द्यायची.
ओके. अगदी बरोबर. हं. अच्छा, खूपच छान. अरे वाह! अरे वाह! खूपच छान बोललात की तुम्ही कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया नंतर द्यायची नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ जर टाकला, तर ती प्रतिक्रिया व्यवस्थितरित्या देता येईल. तर सुरुवातीला सांगा ना, रोजची साधी आणि प्रभावी 1-2 गोष्टी तुम्ही-तुम्ही करता, त्याच्यामुळे तुमची मन मनस्थिती सावरायला काय करता? म्हणजे जी काही गोष्टी तुम्ही करता, तुमची मनस्थिती जर सावरायची, तर नेमकं काय करता तुम्ही?
हे बघा, अ, मनस्थिती म्हणजे मन शांत ठेवायचं असेल तर ह्या मनाला शक्यतो शांत कुणी ठेवूच शकत नाही. पण आपण त्याच्यावर प्रयत्न तरी करू शकतो की याला थोडं तरी कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकच आहे की आपण एक्झरसाइज, व्यायाम केला पाहिजे किंवा योगा केला पाहिजे. आपण योगाने आपल्या बऱ्याच गोष्टी कंट्रोल करू शकतो, आपल्या स स्ट्रेसवरती आपण कमी करू शकतो, त्याला सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि हे योगातनं काय होतं ना, अ, ज्या वेळेस आपण योगा करतो, त्या वेळेस आपण कॉन्सन्ट्रेशन करतो एका गोष्टीवरती आणि त्यामुळे काय होतं की बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं बघा. मग अशा वेळी आपन एकदम मन शांत असतं आणि असं कॉन्सन्ट्रेशन करत-करत सवयीनं एक परिणाम असा जाणवतो की आपण सगळ्या गोष्टींकडे ना सकारात्मक दृष्टीनेच बघतो. माझ्या बाबतीत तरी असंच होतंय की मला कुठलीही गोष्ट घडू देत, मला पहिल्यांदा ती सकारात्मकच घेते, मग ती नकारात्मक असेल तरीही. आणि माहीत आहे, एक खूप छान गोष्ट आहे की ती कितीही नकारात्मक असली ना, तरी ती माझ्याकडे आल्यानंतर सकारात्मकच बनते.
हं हं. हं हं. हं, हं. हं, हं. अच्छा. अरे वाह! खूपच सुंदर गोष्ट तुम्ही बोललात की जरी किती नकारात्मक गोष्ट आली, तर तुमच्याकडे ती सुद्धा सकारात्मक बोलते बनते. तर ती म्हणजे नेमकी कोणत कशी ब करता बरं तुम्ही? म्हणजे उदाहरण देऊन सांगू शकता का?
हो, हो, नक्कीच बघा, अ, कसं असतंय ना? आता कॉलेजमध्ये जातो आपण, मी तरी जाते कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये दिवस भराचं कामाचा लोड असतो आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की ऑफिशियल वर्क असतं कधी-कधी. अ, आता मुलांची काही कामं असतात, ते करताना काय होतं की मुलं डायरेक्ट काय म्हणतात की अ, आता बघा तुमची पेपर चालू आहे, पेपर झाल्यानंतर पेपर चेकिंगला आल्यानंतर कधी काय होतं की एखाद्या मुलाला कमी मार्क्स पडतात, एखाद्याला थोडे जास्त मार्क्स पडतात आणि मुलं काय करतात, "मी आणि त्याने, आम्ही दोघं एका पाठीमागे एकच बसलेलो होतो आणि दोघांचा पेपर सेमच होता, मला कसे कमी मार्क्स मिळालेत आणि त्यालाच कसे जास्त मार्क्स मिळालेत?" आ, हा हा जी ही जी समस्या आहे ना, ही माझ्याकडे वारंवार येते आणि माझ्याकडे म्हटल्यापेक्षा आमच्या स्टाफ-रूममध्येच बऱ्याचदा होतं या गोष्टी अशा. तर मला सांगा, त्या मुलांना मी ओरडले किंवा त्यांनी जर मला काही हे केलं की "नाही टीचर अ, आम्हाला एवढेच कसे मार्क्स मिळाले," मी "तू पेपरच नाही लिहिला चांगला."
हं, हं. बरोबर. हो. अगदी. हो, हं, हं.
तर मग त्याने असं करण्यापेक्षा मी नेहमी असं करते, की बघूया जरा, याने खरंच पेपर लिहिला आहे का चांगला. मी त्याचा पेपर रिचेक करते आणि रिचेक करून एक तर सुरुवातीला मी पेपर चेक करताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशनच करते, कारण ती सवय झाली आहे मला. कुठलीही गोष्ट अ, एकदम लक्ष देऊन करायची, ते लक्ष देऊनच केलेली असते. पण तरीही चुकून एखाद्या मुलाचं राहिला तसा प्रॉब्लेम, तर मी पुन्हा रिचेक करते आणि रिचेक करून त्या मुलाला सांगते की "हे बघ, त्याचा हा पॉइंट होता, ह्या पॉइंटला 10 मार्काचा क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये 10 पॉइंट अपेक्षित होते. मग तुला 10 त्याला 10 मिळाले, तू 9 लिहिलेत म्हणून तुला 9 मिळालेत, तू 7 पॉइंट लिहिले तुला 7 मार्क्स मिळालेत. पॉइंटला महत्त्व आहे." मग अ, मी त्या ह्यातलं त्याला समजावून सांगते, की असं आहे म्हणून. मग मला सांगा, जर मी त्या मुलाला डायरेक्ट म्हटलं, "नाही चेक करत मी तुझा पेपर, जा." तर मग ते प्रॉब्लेम वाढत जातात आणि मला हे सवय ना इतकं छान झालं आहे ना माझ्या बाबतीत की मुलं माझ्याकडे आता प्रॉब्लेम घेऊनच यायचे कमी झाले आहेत. मला माहिती आहे की आमचाच काहीतरी पॉइंट राहिला असणार आहे, म्हणूनच टीचरनं मार्क्स कमी दिलेत.
हो, बरोबर. अरे वाह! हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. तर तुम्ही खूप छान बोललात, की प्रत्येक गोष्ट तुम्ही पॉझिटिव्हमध्ये घेतात आणि ते समजून घेण्यासाठी त त्यांना तसं सहकार्य करतात. तर कुटुंब मित्र आणि समाजाचा तुमच्या मनस्थितीवरती काय प्रभाव हो होतो बरं? कधी-कधी आम्ही पाहतो, की कुटुंबातील समस्या कधी मित्रांच्या, मैत्रिणीच्या समस्या किंवा समाजाचे काही विचारांचा भडिमार आमच्या मनाच्या स्थितीवरती होतो. तर मग त्यावेळेस नेमकं काय प्रभाव तो तुमच्या वरती होतो काय सांगू शकता?
हो, हो, आपण माणूस म्हटल्यानंतर समाज तर आलाच आणि समाजाच्या आधीही कुटुंब आलं. कुटुंब असेल, तर-तर आपण बनतो. आणि मला असं वाटतंय, की कुटुंबामध्ये अशा बऱ्याचदा घडतात आणि माझ्याही बाबतीत होतं बरं असं, की आपल्याला करायचं एक वेगळं असतं आणि घरच्यांची अपेक्षा वेगळीच असते. अ, बघा अ, कुठण माझ्या घरच्यांची इच्छा होती, की मी डॉक्टर बनावं आणि माझी इच्छा अशी होती, की मी स्पीक व्यवस्थित करू शकते, मला एक्सप्लेन करायची जास्त सवय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला टीचिंगचा जॉब खूप आवडतो. म्हणजे माझं-माझं ध्येय होतं, की आमचे सर होते ना, ते सर नेहमी सांगायचे, की टीचर एक सिम्पल वाक्य आहे हे संपूर्ण याच्यामध्ये, इतकं सिम्पल वाक्य आहे पण त्याच्यात अर्थ खूप दडलेले आहेत. बघा, असं म्हणतात, की "डॉक्टरकडून जर एक चूक झाली, तर त्याच्याकडून एक पेशंट दगावतो, पण शिक्षकाकडून जर चूक झाली, तर त्याच्याकडून एक पिढी दगावते." वाक्य खूप सिम्पल आहे, पण खूप गांभीर्याने घेण्यासारखं आहे.
हं, हं. हं, हं. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. अरे वाह! हो, हो. हं, हं. अरे वाह! हं, हं. बरोबर. बरोबर. अरे वाह! खूपच सुंदर. तर म्हणजे हं, हं.
हं, आणि मला अ, नेहमी असं वाटायचं की ह्या समाजासाठी मला काहीतरी केलं पाहिजे म्हणजे मी पैशानं सगळ्यांना मदत करू शकत नाहीत. पण मी ज्ञानानं सगळ्यांना सुदृढ करू शकते आणि मी एकाला
हं, हं. अरे वाह! खूपच सुंदर.
हं आणि बघा
ओके.
असं होतं की आपणने एखाद्याला भाकरी दिली तर अ, त्याचं फक्त एक वेळच्या पोटाचा अन्नाचा प्रश्न संपतो. पण उद्याचं काय?
बोला. हं, हं. ज्ञान हं. त्याला ज्ञान द्या मग.
अं, तुम्ही त्याला त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं करा, जेणेकरून त्याला उद्या कुणाकडे भाकरी मागण्याची जरुरत नाही पडली पाहिजे.
बरोबर. गरज नाही. हो, हो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि असंच जर केलं तर आमचे सर्व गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात.
आणि सगळं हं. हो.
हं. तर कुटुंब मित्र आणि समाजाच्या तुमच्या मनस्थितीवर काय प्रभाव असतो असं तुम्हाला वाटतं बरं?
कुटुंबाचा असतो ना. बघा, आप मी तेच बोलले, की आपण काय असतो, आपल्याला एक वेगळं करायचं असतं, घरच्यांची वेगळी अपेक्षा असते. त्या वेळेस काय आहे, समजून घेतल्या गेल्या पाहिजेत, कदाचित त्यांच्या भावनांना आदर दिला गेला पाहिजेत. अ, असं नाही, की मला सगळं येतं, माझ्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत म्हणून मी म्हणते तेच योग्य आहे. कदाचित मी म्हणते ते 100% चुकीचं असू शकतं, <clicks tongue> हा विचार घातक असू शकतो माझ्यासाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. असं बऱ्याचदा होतं, की आपण एक विचार करतो आणि तो विचार कधी-कधी चुकीचा ठरतो, साहजिकच आहे. बघा, अ, एक उदाहरण सांगते मी, की आपल्याला, मला फिरायला जायचं होतं आणि पूर्ण उन्हाळ्याचे दिवस होते आणि मला फिरण्याचं होतं, अ, मला नॉर्थ साईडला जायचं होतं. अ, ॲक्चुअली तिकडं कसं असतं, की उन्हाळ्यात आणखी जास्त गरम असतात.
हं. हं. हं, हं, हं. ठीक आहे. हं, हं. हं, हं. हं, हं.
मग मला सांगा, माझा डिसिजन चुकीचाच आहे ना? मला समजायला हवं, की फिरायला जायचं आहे, जायचं आहे हो म्हणत आहेत घरचे, पण कधी त्याला काही वेळ असायला पाहिजेत. योग्य वेळी फिरणं महत्त्वाचं.
बरोबर. हं, हं. बरोबर.
मग असं एकदा झालं, की मी बोलले, की नाही, आपल्याला जायचंय कुठं? तर आम्हाला उज्जैनला वगैरे जायचं होतं. तर ते बोलले, की "खूप ऊन आहे तिकडं" आणि असं आपल्या ज्ञानानुसार बघितलं, तर कर्कवृत्त मग याच्यामधून जातं, याच्या एम-पीमधून. त्याच्यामुळे ते पूर्ण उन्हामध्ये असतंय. तर मग माझा डिसिजन चुकीचा होता. त्यावेळेस मला घरच्यांनी समजावलं, की 'आता नाही, तू नंतर जा, तुला जायचं आहे, तू नंतर जा.' हं, पण मी समजून घेतलं, आदराने समजून घेतलं कारण, का तर ते योग्यच होतं.
हो, अगदीच. हं, हं. हो. अच्छा. हो, हो. हो, हो. हं, हं. अरे वाह! हं, हं. हो, हो. हे योग्य असल्यामुळे तुम्ही
आणि ही सवय माझी वाढत गेली. हं.
अरे वाह! खूपच छान बोललात तुम्ही, की जे काही चुकीचं आहे ते तुम्ही स्वीकारता, जे काही बरोबर आहे ते ही स्वीकार स्वीकारता आणि ही एक मनस्थिती टिकवण्याची एक मोठी गोष्ट आहे. आणि बिघडल्यास किंवा परत जाणाऱ्या अवस्थेत आलात, तर श्रोत्यांना काय सल्ला द्याल तुम्हाला असं वाटतं? म्हणजे तुमची मनस्थिती बिघडलीच. तर तुम्हाला तुम्ही कशाप्रकारे त्याला व्यवस्थित आणू शकता किंवा टिकू शकता. याच्यासाठी परत आणण्याचे काही सल्ले आत सल्ले आहेत का? हं, हं.
तुमची मन हो, नक्कीच बघा. अ, आजार असेल तर उपचार असायलाच हवा. अं, बघा तुम्ही तुमची मनस्थिती बिघडली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती का बिघडली याचं कारण शोधा.
हो. हं, हो अगदी.
तुम्ही कारण शोधलं तर-तर तुम्हाला त्याच्यावरती उपाय करता येतील. कारण प्रत्येक व्यक्तीच्या मनस्थितीचा अ, बिघडण्याचं कारण वेगवेगळं असू शकतं. त्यामुळं तुम्ही कारण शोधा आणि ते स्वतः शोधा, तुम्ही दुसऱ्याला सांगू नका. ताप तुम्हाला आलाय, गोळ्या दुसऱ्या घेऊन चालत नाहीत, त्याप्रमाणं तुमची मनस्थिती बिघडली, तुम्ही कारण शोधा आणि कारण शोधल्यानंतर स्वखुशीने स्वीकार करा, बरोबर असेल तरीही, चुकीचं असेल तरीही. आणि जर चुकलंच असेल तर समोरच्याला सॉरी बोलायला कधीही विसरू नका. तुमचा एक सॉरीचा शब्द समोरच्याचं मन जिंकून घेतो, विश्वास जिंकतो. आणि जर तुम्ही एक सॉरी नाही बोललात, तर समोरच्याचा अमूल्य असा विश्वास तुम्ही गमावून बसतात, जो की तुम्हाला कितीही पैशामध्ये परत मिळणार नाही आहेत.
हं, हं. बरोबर. हो, अगदी. हो अगदी. खरोखर. हं, हं. अच्छा. हं, हं. अगदी. अरे वा! नाहीये बरोबर.
आणि सोबतच हं, तुम्ही संवाद वाढवायला हवा. तुम्ही संवाद वाढवला तर, तर, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मला सांगा, मला तुमचा राग आला. मी 8 दिवस तुमच्यासोबत बोललीच नाही, तर काय होणार याने?
खरं बोललात तुम्ही ते. हं, हं. हं, हं. हं, हं.
आपलं विश्वासाचं नातं कमकुवत होत जाणार.
सम हो, हो, आपले संबंध खराब होत जाणार, हं.
हो, त्यामुळे आपला संवाद वाढायला हवा. जर कशीही असू दे, राग असू दे मनामध्ये काहीही असू दे, तरीपण तुम्ही संवाद केला पाहिजे. कधी-कधी काय होतं ना की माणूस सहज बोलता-बोलता एखादी गोष्ट बोलून जातो आणि त्याला समोरच्याला राग येतो. पण तोच जर संवाद त्याने कंटिन्यू ठेवला, तर पुढच्या काही वाक्यांमध्ये त्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं की "अरे, याला असं नव्हतं म्हणायचं, हा माझ्या भल्यासाठीच म्हणत होता. पण मी ते वेगळंच घेतलं असतं." मला सांगा, तो जर संवाद तुम्ही तिथं अपूर्ण ठेवला असता, तर तुमच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला असता की मला एवढंच बोललं. पण पूर्ण बोलणं होऊ द्या, समोरच्याला ऐकून घ्या. तुमच्यात ऐकण्याची कॅपॅसिटी असली पाहिजेत. तुम्ही बोलू शकता, तर ऐकलं पण पाहिजेत तुम्ही समोरच्याचं.
अच्छ हो. हं, हं. हो, बरोबर बोललात की तुमच्यामध्ये जर ऐकण्याची कॅपॅसिटी आहे बोलण्याची कॅपॅसिटी, तर तुम्ही ऐकलं पण पाहिजे आणि ह्या गोष्टी भरपूर लोक करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनस्थितीवरती परिणाम होतात. पण तुम्ही खूप छान प्रकारे बोललात की मनस्थिती टिकवण्यासाठी तुम्ही काय-काय करता ते आणि अ, खरंच ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्या जरा कोणीही केल्या, तर त्याच्या जीवनामध्ये नक्की फरक होईल, असं मला वाटतं. खूप-खूप धन्यवाद! तुमच्या ह्या ह्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल. मी तुमचा अगदी शतशः आभारी आहे. धन्यवाद!
ओके. मला देखील तुमच्यासोबत बोलून आणि चर्चा करताना खूप छान वाटलं हं. धन्यवाद!